तुम्ही छोट्या कप असत ना, चहाचं, त्यामध्येसुद्धा ते अंकुरित करू शकता बिया आणि त्यात योग्य ते अंतर ठेवायचं प्रत्येक बियांमध्ये कारण की झाडांना वाढायला अ, जागा चांगली मिळाली पाहिजे नाही का आणि माल अ, माती जरा ओलसर ठेवायची कारण की पाणी साचलं नाही पाहिजे. पाणी साचलं तर मग अ, ते झाड काही टिकणार नाही.
हो, हो, हो. अच्छा. हं. हो, बरोबर. हां. नाही. हां, मग ते अ
पहिले काही दिवस सावलीतच ठेवायचं.
हां. म्हणजे ते बशी वगैरे असते बघा काचेची, त्यात माती ठेऊन मग त्याच्यात काही उगव
नाही, नाही. त्यात नाही, त्यात नाही. कमीत कमी म्हणतो ना, अ, 2" to 3" ते असं असलं पाहिजे ट्रे
ट्रे असला पाहिजे.
चा खड्डा हां, हां. 2" 3"
आणि मग अ, त्याच्या त्याच्यासाठी जे खत वगैरे वापरायचं असेल, तर म्हणजे घरातले ते आता फळांच्या साली म्हणा, केळाच्या साली, कांद्याच्या साली, त्याचं काही करता मग? हां, हां.
असं. अ, हां, त्याच अ, कंपोस्टिंग करू शकतो आपण. कंपोस्टिंग करू शकतो त्याचं. जसं की अ, मार्केटमधनं म्हणतात ना, शेणखत वगैरे आणून, गांडूळखत आणून त्याला टाका आधी थोडं आणि त्यामध्ये मग अ, अ, हे अ, साली वगैरे टाकायला चालू करा आणि त्याला मिक्स करत राहा अन् डा झाकून ठेवा. ते अ, खत बनायचं काम करत राहत नाही का ऑटोमॅटिक. आणि दुसरं म्हणजे तुम्ही काय करू शकता. जसं कुंडीत माती लावता, मी काय करतो माती टाकताना सगळ्यात पहिलं आहे ना, मातीसोबत थोडं अ, वर्मी कंपोस्ट टाकतो आणि दुसरं कोकोपीट पावडर टाकतो आणि थोडं अन अ, को अ, हे निंब कडू निंब असतं ना
बरं. हां. झाकून ठेवा. हो, हो, हो, हो. हां. हां. हां. हां, हां. ते म्हणजे कीड अ, कीड लागू नये, काहीतरी झाड जळू नये, म्हणून ते कडूनिंबाची पावडर वगैरे टाकतात का त्याच्यामध्ये?
हां, त्याची हां, हां. त्यामुळेच टाकतो मी. जेणेकरून ते म्हणतात ना, खालून काही त्याला कीड वगैरे जास्त लागू नये. थोडं प्रमाणात टाकतो आणि जसं की अ, ते मिक्स केलं चांगलं आणि ती माती टाकली, तर ती भुसभुशीत माती राहती आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारे अ, म्हणतात ना, अ, आपली लागवड होते. माती थोडी भुसभुशीतच ठेवायची खालनं वरपर्यंत.
हां. लागू नये. हां. हां. हां. बरं.
हं आणि कसं आहे की जसं कीटक झाले कीटकनाशक तर त्यामध्ये काय होतं ना, की आपण ते अ, नीम नीमचं तेल येतं ना
हां. औषध फवारणी वगैरे असते. हां, ते म्हणजे तसा वापर
हां, औषध फवारणी नाही करायचं. कडूनिंबाचं तेल भेटतं अ, जसं की तुमच्या इथं कुठं आयुर्वेदिक स्टोअर असेल, तिथं पण भेटतं. तिथून जाऊन घेऊन येऊ शकता किंवा लसूणच्या पानाचा स्प्रे पण मारू शकता. आता आम्ही नाही मारत लसूणचा स्प्रे.
हां. हं. भेटतं हां, हां. मरू शकता. हां, तो एक चांगला ऑप्शन आहे. बरोबर. हां, कीड मरते त्यांनी, हां आणि मग अ, त्या मग एवढ्या तुम्ही ग्रो करता भाज्या वगैरे. मग त्या साधारण किती दिवसात ते हातात लागतं त्याचं म्हणजे फळ किंवा भाजी?
हां. ते पण एक चांगला ऑप्शन आहे. हां, हां, हां. तर आम्ही अ, बघा प्रत्येकाच वेगवेगळं आहे. कसं काही 45 दिवसात येतात. जसं कोथिंबीर वगैरे गोष्टी झाल्या नाही का. ते वाढणीवर आहे आणि काही टमाटे वगैरे यायला थोडा टाईम लागतं, पण मी आम्ही कसं करतो की 1 झाड आता लावलं ना, तर थोडं 5 दिवसांनी लावतो म्हणजे कसं आहे की प्रत्येकाला वेगवेगळं अ, टायमिंग भेटून जातं यायला.
हां. बरोबर हां.
आणि अशा भाज्या लावतो जे सोप्या आहेत, की जसं दोडका झालं, टोमॅटो झालं, तुरी झालं, टोमॅटो पण थोडं अवघड आहे. हं. टोमॅटो आम्ही गावठीवाला वापरतो. तो गावठी का टोमॅटो त्यांना हायब्रिड नाही वापरत. अ, गावठी टोमॅटो कसं त्याला चांगलं येतं आणि जास्त त्याला मेहनत करायला लागत नाही मला.
सोप्या अ, वांग्याचं वगैरे. हां, हां. हां.

अ, वाफे तसे तयार करून घेतले.
हां. वाफे तयार केलेले आहेत माझ्या टेरेसवरती. अ, म्हणजे म्हणतात ना 10 बाय च अ, 2.5-3 फुटाचे वाफे केलेले आहेत ते आणि असे 4 ते 5 वाफे आहेत, ज्यामध्ये मी त्या भाज्या उगवतो आणि मधी-मधी मी थोडं नाही का असं अ, अँगल्स लावूनसुद्धा त्याच्यात छोटे-छोटे अ, हे केलेले आहेत, भाज्या उगवण्यासाठी.
हां. बरं. हां. म्हणजे अ, म्हणजे आपले धने वगैरे, कोथिंबिरीसाठी वगैरे किंवा तसं उगवतात?
हां, हां, हां, हां. एकदम हां, बरोबर, बरोबर, त्यासाठी. तर अ, अशा प्रकारे मी म्हणतात ना, मी अ, केलेलं आहे आणि ज्यामध्ये काय होतं, की त्यांना सूर्यप्रकाशपण तेवढाच भेटतो अन् सूर्य जसा सकाळ-सकाळी येतो, त्यानंतर त्यांना सूर्यप्रकाश पूर्ण भेटतो अन् जसा-जसा तो दुपार मध्याह्न व्हायला लागते अन् जसा तो फिरतो, तर ते कमी-कमी होत जातो सूर्यप्रकाश. बरोबर. त्या भाज्यांना त्या अँगलमध्येच मी बसवलेलं आहे.
हां, हां. हां. हां. हो, बसवलेले आहेत. हां. मग त्यासाठी म्हणजे तुम्हाला भरपूर मॅनेजमेंट करावं लागलं असेल ना, कसा अँगल ठेवायचा, क्या क काय करायचं? मग त्यासाठी माहिती
हां. उं, नाही, नाही. एवढं एवढं काही नाही लागलं. मी फक्त एका साइडला फक्त एक पत्रा असा अ, हवेत अ, टिल्ट करून ठेवला आहे, जेणेकरून म्हणतात ना, की अ, सूर्य जसा फिरतो ना, तर त्या येताना परत तिथं अ, जास्त प्रकाश टाकणार नाही अन् जास्त त्याला सायन्स नाही लागली मला आणि मी काय केलं, की मी एकदम आळशी आहे. पाणी वगैरे द्यायला कंटाळा येतो, तर मी काय केलं 1 छोटीशी अ, 200 लीटरची टाकी घेतली. जी बघा पिण्याच्या पाण्याची असती.
हां. हां. बरं. हां. हां. बरं.
अन् त्या टाकीतनं पाईप सोडून प्रत्येकाला आहे ना ठिबक सिंचन करून टाकलं.
वॉव! म्हणजे तो खूपच छान ऑप्शन आहे, म्हणजे अ, ठिबक सिंचन प्रमाणात पाणी ठिबकत राहतं, म्हणजे बरोबर आहे, म्हणजे पाणी घालायची गरज नाही जास्ती, हं.
हां, आपल्याला हां, कधीच पाणी घालायची गरज नाहीये अन् ते पावसाळ्यात फक्त मी बंद करून टाकतो ते आणि प पावसाळ्यात मी काय करतो, की मी अ, त्याला मातीच्या खाली एक ड्रेनेज लावलेलं आहे थोडंसं नाही का, जेणेकरून पाऊस जास्त झाला, पाणी जास्त भरायला लागलं
हां. ब हां. बरं. हां. तर ते त्यातून ड्रेन होऊन जातं मग ते कुठे पडतं?
हां, ड्रेन होऊन खाली हां, पाईपातून त्याचं हे होईल, अ, काय म्हणतात परत रेन वॉटर हार्वेस्टिंग होईल टाकीमध्ये जाऊन. हां, फिल्टर लावून त्याला केलेलं आहे साफ.
रेन वॉटर हार्वेस्टिंग. वॉव! म्हणजे त्यातून अ, म्हणजे दोन्ही म्हणजे उद्देश साध्य केले म्हणजे पाणी बचतपण होते आणि ते हार्वेस्टिंग होऊन पुन्हा रियुज होतं त्या पाण्याचा म्हणजे. हं, हं.
हो, हो, हो, हो. नक्कीच आणि म्हणतात ना अ, खूप सोप्पं आहे. सगळेच अ, बनवू शकतात, त्यासाठी काय नाही लागत, थोड्याशा आपल्या मस्त कुंड्या असतात ते वापरू शकतो किंवा ग्रो बॅग वापरू शकतो. आजकाल सगळे डी मार्ट वगैरे तिथं येतात.
हां. हां. वापरू शकता. हां, त्या ग्रो बॅग म्हणजे त्या अ, ग्रीन बॅग असतात म्हटलात तुम्ही म्हणजे ते ग्रीन हाउसमध्ये ते कापड वगैरे वापरतात बघा ग्रीन असं ते आणि ह्या बॅगा मग त्यात त्याच्यात काही कनेक्शन म्हणजे संबंध आहे का किंवा ते वेगळं हां.
हां, हां. हां, हां. नाही, नाही, नाही, नाही, नाही. ग्रो बॅग आजकाल काय आहे, ज्याला घरातनं शेती करायची आहे बाल्कनीतनं, कुठूनही, त्यासाठी कसं आहे कुंडी वगैरे महाग पडतात, तर त्यामुळे ग्रो बॅग आलेल्या आहेत. ग्रो बॅग थोड्या मोठ्या असतात आणि ते व्यव म्हणजे माती वगैरे टाकून ते अ, व्यवस्थित म्हणतात ना इझिली पडतात लोकांना हँडल करायला असं. कुंडी फुटू शकते, ग्रो बॅग नाही हे होत लवकर.
हां, हां. हां. हां.

निघून जाते. हां. मग ते चांगलं आहे आणि मग अ
चाळीस टक्के थोडीफार इकडून-तिकडून आम्ही कसं की कडधान्य घेऊन येतो. ते ते वापरतो मग बाकीचं.
अच्छा आणि मग अ, हे मग तुम्ही असं म्हणजे हे एवढं अ, केलंय, बागकाम वगैरे केलंय, वाढवलंय, टेरेस गार्डन केलंय. मग त्यातून कोणी अजून इन्स्पिरेशन घेतली आहे का तुमच्या माहितीतून? हं, हां.
हां. हां, हां. हां, अ, माझ्या मम्मीच्या खूप मैत्रिणींनी माझ्याकडनं इन्स्पिरेशन घेऊन त्यांच्या घरात चालू केलेलं आहे आणि एकीने तर ते हायड्रोपोनिक असत ना, ते एवढं खतरनाक केलंय, की तिनी एका रूममधनं ना, 1 एकरला एवढं पीक काढतात ना, तेवढं तिनी काढते ती, एकदम फास्ट. ते पण बिना मातीचं. माती नाहीये त्याच्यात हां. माती काहीच वापरत नाही ती.
अच्छा. हां. अरे वाह! बापरे! फारच पण प्रगती केली आहे म्हणायची. अच्छा. मग कशातून करते म्हणजे अ, खत?
ती अ, आपलं काय माहिती तिच्या नारळाचं काहीतरी पावडर असतं ना, क असं काहीतरी सगळ्या दशात त्याचं काहीतरी तिने बनवलेलं ब्लॉक्स.
हो. करवंट्या वगैरे हां, क त्याचं काहीतरी करवंट्या म्हणा, साली त्याच्यात पण उ उगवतातना रोपं वगैरे.
हां, हां, हां, हां. हां, त्याचं ते कोकोपीट पावडरसारखं ते काही असतं आणि त्याच्यात लावती आणि ते अ, पाईप्स आहेत त्याच्यामध्ये सगळं लावलेलं असतं अन् त्यामध्ये आहे ना, कंटिन्यू पाणी फिरत राहतं, ते ओलं करत राहतं आणि जेणेकरून काय होतं, की ते अ, चांगल्या प्रकारे उगतं. ती पण एक आयडिया आजकाल नवीन मार्केटमध्ये आली आहे अन् तिने काय केलंय, थ त्या काकूंनी. तिनी अ, म्हणतात ना, ते काहीतरी असे ह्युमिडिटी, टेम्परेचर सगळ्या मेंटेन केलेले आहेत घरातच.
हां. अच्छा. हां. मार्केटमध्ये, हां. हां. अरे बापरे! हां. मला ते लाईट्स वगैरे पाडतात, मग तो प्रकाश, तो लाईट्सचा प्रकाश पण त्याला उपयोगी पडतो तसच का?
हां, हां, हां, हां, हां, हां, हां, हां. तसंच केलंय तिने ते, म्हणजे म्हणतात ना, खूप असं अ, उत्तम प्रकारे तिने केलेलं आहे आणि अ, शक्यतो काय करतो ना, अ, मी कोथिंबीर सगळ्यात अ, जास्त लावतो, जेणेकरून ती जास्त उगते. मला चांगलं वाटतं प्रत्येक याच्यात कोथिंबीर टाकायला <chuckles> पोह्यात-बिह्यात.
हां, हां. हां. वाटतं, हो. टाकायला आणि व त्याचा वास आणि स्वाद काही वेगळाच असतो तो. हां, म्हणजे खात राहावं वाटतं किंवा घेत राहावं वाटतो स्वाद तो.
हां, आणि हो आणि मेथी वगैरे कसं लहान कुंडीत लावतो मी कारण की ते खोलीत ठेवता येतं. त्याला एवढं काही नाही, नाही का. पालक शक्यतो जास्त नाही उगवत मी कारण की त्यांनी म्हणतात ना, थोडं-थोडं असं किडनी स्टोन वगैरे होऊ शकतं. त्यामुळे त्या गोष्टी कमीच उगवतो मी आणि धने पेरतो. ते धने पेरल्यानंतर 15 दिवसात ते वापरायला तयार होऊन जातं.
हां, बरोबर. अच्छा. बरं. हां. तयार होऊन जातात, मग धन्याची कोथिंबीर होते, मग ते कोथिं हां, म्हणजे कोथिंबीर अ, म्हणजे बियाच असतात ना, धने म्हणजे.
हां. हां, हां, हां, हां, हां, हां आणि मिरची जी आहे ना, ती छोट्या कुंडीत लावतो मी खिडकीजवळ, तर फुलं आणि फळं दोन्ही देतात ते म्हणजे मिरचीचे असतात ना.
हां. हां, ती आणि ज्वारी, मिरची वगैरे असं लावता का?